अ, हं.
आपण विरुद्ध समस्या असं करा.
हं, हं, हं, हं, बरोबर.
असं तुम्ही एकमेकांवर थोपू नका. एकमेकांना असं राग करू नका. जी समस्या आहे ना, ते तुम्ही बसा आणि दोघं मिळून ती सॉल्व्ह करा. म्हणजे काय होतं, कुठं काय चूक झाली. नाही का. ते तरी करा. आणि असं काही होतं ना मग काय करता. आता मस्त गोष्ट सांगते हे सांगते बरं का. अशी चूक वगैरे झाली, माझ्याकडून झाली किंवा त्यांच्याकडून झाली. मग आम्ही काय करतो. भांडण वगैरे झालं का चूक माफ सॉरी वगैरे म्हणून देतो आणि काय करायचं मस्त साधी सोपी ग अ, गोष्ट सांगते तुम्हाला एक सरप्राईज गिफ्ट द्या त्यांना.
हं, हं, हं, हं. हं. हां, अगदी, अगदी बरोबर. येस. हां. हं. हां. हं. हां. हं. हं. आई ग! येस, बरोबर अ, समोरचा वितळलाच पाहिजे. <chuckles> हां.
हो, <laughs> काहीतरी फूल द्या. हो, म्हणजे मा माझ्याकडून तर खूप अ, कमी झाले. म्हणजे चूक माझ्याकडून जास्त झालेली आहे आणि गिफ्ट पण मलाच जास्त भेटले. <chuckles>
हं. वाह! वाह! वाह! <chuckles> फारच छान. हं.
हो, म्हणजे चूक पण माझी आणि गिफ्ट पण माझी असं होतं. जर खरंच प्रेम राहिलं ना, तर अ, विचार करत नाही लोकं, जर तुमचं मनापासून असेल ना, तर खरंच विचार कर करायचं पण नाही आणि गिफ्ट वगैरे द्या. तुमच्या भावना ताज्या करा. जर अ, ब आणि सगळ्यात मोठी गोष्ट बघा, जर असं काही झालं ना, तुम्हाला एक अ, बघा आता तुमचं लग्न झालंय कोणाचं मला नाही माहिती, ज्यांचं पण लग्न झालंय त्यांचं मी सांगते तुम्हाला. जर असं काही झालं, तर जे पण काही आहे ना, ते सॉल्व्ह पण करा आणि असं सांगा एकत्र तुम्ही वेळ द्या, मी खरं सांगते तुम्हाला. एकत्र वेळ द्या आणि एकमेकांच्या कामाची दखल घ्या तुम्ही. जर असं काही झालं तर.
वा! हां, मग हां. हं, बरोबर आहे. हं, हं, हं, हं. हं. हं, हं. हां. हां. हं. हं, हं. हो, बरोबर. हं. हो ना. हां.
नाही का म्हणजे कसं ते राहतं ना एकमेकांना आपण बघतो. असं काहीतरी करा. म्हणजे तुमचं लग्नानंतरच प्रेम अजून ताजं राहील.
हो ते हो ते आहेच. पण खूप वेळेला काय होतं ना, की काही-काही जणं असतात. ज्यांना आपलं जे लग्नानंतरच ताजं-ताजं प्रेम म्हणा किंवा लग्न म्हणजे खूप दिवस झालेत पण तरीही प्रेम ताजं दिसतंय, तर काही जणांच्या डोळ्यात खुपतं ना, की एवढं कसं प्रेम करू शकतात. अरे अजूनही कसं एवढं टिकलंय. तर मग बोलतात ना थोडी कुरघुडी करणं म्हणा, की गैरसमज दोघांमध्ये निर्माण करणं म्हणा किंवा भांडण लावून देतात ना असं मुद्दामहून असं. म्हणजे काही वेळेला असं होतं, तर तुमच्या बाबतीत असं काही झालंय की गैरसमज वगैरे झालंय?
<chuckles> हो, हो. हो, करतात, करतात.

ओके हां.
हो खूप एवढ्या घाई-घाईने झालं ना का कळलंच नाही खरं आपलं लग्न होतंय का नाही? मग लग्न आमचं झालं, अचानकपणे आमचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर नवीन-नवीन लग्न कसं राहतं ना ते प्रेम. जवळीक ती आपुलकी अ, ती असं म्हणतात इज्जत पण राहते ते लोक आपल्याला सांगतात ना, आपल्याला इज्जत वगैरे पण देतात खूप मोठी गोष्ट असते राहते हो मुलीसाठी आणि जेव्हा लग्न झालं तेव्हा कसं आम्हाला जर प्रेम टिकवायचं वगैरे असेल असं तर कधी होत नाही जास्त करून पण कधी बघा जर अ, संवाद आमचा बंद झाला.
हं. अरे बाप रे! हां. हं हं, हं. हो ना हां, हां. हं. हो. बरोबर आहे. हं, हं. हं. अच्छा.
जेव्हा आमचं छोटं-मोठं असं लग्नांमध्ये भांडण होतात ना जोडीमध्ये. हो. <laughs> छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये जर भांडण झाले ना मग अगोदर मीच त्यांच्याकडे जाते आणि त्यांना सांगते मग सांगते सॉरी माझं काही चुकलं असेल तर तसं सांगते त्यांना.
हो ना हां कुरघुडे होतातच बरोबर आहे. <chuckles> हं. हं. आई ग! <chuckles> एवढ्या प्रेमाने जर बोलाल तर समोरच्याची बिशात आहे की तो नाही म्हणेल असं <chuckles> बरोबर आहे. हं.
<laughs> असं भरपूरदा होतं आणि खरंच चूक माझ्याकडूनच म्हणजे खूपच चुलबुली आहे ना हो मी. तर कधी-कधी ना अशी लहान मुली सारखीच वागते त्यांच्याशी. असं ते सांगतात का मुलं नकोच तूच माझी मुलगी आहे. <laughs>
हं. अच्छा. हं. हं. आई ग! <chuckles> किती छान हं अच्छा हां.
<chuckles> मग असं सांग सांगितलं ना त्यांना त्यांना खूप छान वाटतं. आणि मग त्याच्यानंतर मग सांगते का हे स्वतःचे अनुभव एकमेकांना शेअर करतो आम्ही नाही का? आणि एकमेकांशी गप्पा मारतो आणि खुलेपणाने सांगतो. नाही का कारण मला तरी वाटतं लग्न झालं की जोडप्याने खुले मनाने आणि खुलेपणाने एकमेकांशी संवाद साधा. नाही का त्याच्यामध्ये काहीच असं ठेवू नका. नाही का, क त्याला संदिग्ध मी सोपी भाषा सांगते तुम्हाला संदिग्ध प्रश्न आणि संदिग्ध उत्तर त्या लग्नामध्ये ठेवू नका. जेणेकरून त्याला तुमचा त्रास होईल आणि त्याला तुम्हालाही त्याचा त्रास होईल. गोष्टी शेअर करा जे पण छोट्या-छोट्या गोष्टी आहे ना काहीही असू द्या तर आज तुम्ही इकडे गेली आज मी टीव्ही बघितलं आज मी हे जेवली हां. मग ऑफिसमध्ये जर राहिले ना मग तुम्ही काय करताय हो सगळं असं विचारा. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये लग्नांमध्ये प्रेम कसं ताजं ठेवतात ना ते ह्या गोष्टींमध्येच राहतं हो.
ओके. हां, हां, हां. हं. हं. येस बरोबर हं. हं. हां, हां, हां. हं. हां, बरोबर. हं, हं, हं. हां. हं, हं. हं, हं, हं. हो.